बरं, किती छान! पुढे कसं तुम्ही ते मोटिव्हेशन घेतलं हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. पण तुम्हाला नेमकं काय चुकलं असं वाटतंय बरं? म्हणजे तुमच्यात शिस्त कमी होती का तुम्हाला श कळतच नव्हतं ते जे शिकत आहात किंवा जो अभ्यास करत आहात? का इतरांचा काही डिस्टर्बन्स होता किंवा नक्की काय होत होतं, तुम्हाला असं वाटतं?
हो. हं, हं. हं, हं. मला असं वाटतं की मला अ, योग्य तो गाईडन्स नाही मिळाला, असं मला वाटतं. कारण असं आहे, की त्यावेळेला पण सोशल मीडिया एवढं नव्हतं, होतं पण एवढं अ आत्ता जेवढं आहे तेवढं सोशल मीडियाचं नव्हतं. पण मी तरी पण अ, आपलं YouTube वगैरे जे आहे त्याच्यावरून गाईडन्स वगैरे घेत होते किंवा असं आणि मी थोडं अ, म्हणजे क्लासेस वगैरे आपण लावतो त्या गोष्टीसाठी तर ते पण करत होते, पण मला असं वाटतं की मला जसा गाईडन्स पाहिजे होता तसा नाही मिळाला अ, त्यामुळं. बाकी बाकी मला नाही वाटत की असं काही चुकलं आहे. अ, तर गाईडन्सच वाटतं मला, थोडाफार तिथे प्रॉब्लेम होता.
बर. हं. अच्छा. हो. हां. बरं, म्हणजे तुम तुमच्या आतमध्ये एक क्षमता होती हा तुम्हाला कॉन्फिडन्स होता.
हो, हो, एकदम, एकदम.
हम्म, हम्म, किती छान! म्हणजे कमीत कमी ते असणं तरी महत्वाचं असतं. पण हा सगळा अपेक्षाभंग जेव्हा होत होता आणि तुम्ही आई-वडिलांची किंवा मावशीकडून प्रेरणा घेतली, त्यांनी साथ दिली तुमची. त्याचबरोबर अशा अ, काही ऑनलाईन गोष्टींचा तुम्ही वापर केला का? किंवा जसे आध्यात्मिक कोणी गुरु असतात किंवा अ, आपल्याला चांगल्या-चांगल्या गोष्टी शिकवतात, हताश झाल्यावर. तर म्हणजे नाव न घेता तुम्ही सांगू शकता का की असं काही तुम्ही शिकलात? कोणाकडून?
हो, हो, हो, खरंच. हम्म, हम्म, हम्म. हम्म, हम्म, हम्म. हं, हं. हम्म, हम्म, हम्म. हम्म, हम्म. बरोबर. हं, हं. हां, मी हो, हो, हो, नक्कीच, नक्कीच, जेव्हा आपण अ, डिप्रेशन म्हणत नाही मी, पण जेव्हा आपल्या मनात असे अ, वेगवेगळे विचार येतात किंवा आपण आता आता खूपच हताश झालोय आणि आता आपल्या स्वतःला काही दिसत नाही आहे पुढचं, की आपल्याला काय करायचं आहे किंवा काय, तेव्हा ॲक्चुअली जर तुम्ही अ, आध्यात्मिक त्यावेळेला मला असं जा अ, जाणवलं की आध्यात्मिक पण जर जोड या सगळ्याला असेल तर मला वाटतं ह्याच्यातून तुम्ही जास्त लवकर बाहेर पडता, या फीडमधून. कारण असं आहे की दोन्ही पण आहे. पण अ, तुम्ही कितीपण कितीपण निराश झाला तरी एक एक अशी गोष्ट असते जी तुम्हाला यातून बाहेर काढते, तर मला वाटतं ते म्हणजे आध्यात्मिक आणि तुम्ही ते जर केलं, तर जे तुमच्या डोक्यात काही वेगवेगळे विचार येतायेत त्या त्यावर पण तुमचा कंट्रोल येतो, तर तुम्ही जेव्हा अ, काही पॉझिटिव्ह वगैरे बघता किंवा ऐकता, अ, असं जेव्हा सगळं होतं तेव्हा खरंच तुमचं मा म्हणजे माइंड असतं ते एकदम रिफ्रेश होतं.
हां. हां. बरं. हम्म. हां. अगदी. हो नक्कीच. पण ही सगळी जी निराशा तुम्हाला आली होती, त्यातून तुम्ही बाहेर कशा आलात बरं? याबद्दल थोडंसं सांगा.
हम्म, हम्म.